<chuckles> नाही, नाही <chuckles> अ, त्यामध्ये प्युअर म्हणजे आर्टिफिशियल लेदर म्हणून येतं म्हणजे अ, मॅनमेड असतं ते वेगन असतं म्हणजे केमिकल्सनं बनवलेलं तर त्यामध्ये कातडे वगैरे नाही वापरत ना जनावरांचे. हां, तशामधलं तो खूपच म्हणतात ना, एक अ, कांदा-लसूण पण नाही खात तसा आदमी येतो म्हणजे सात्विक म्हणतात ना <chuckles> म्हणजे खूपच अ, शरीफ असं म्हणू शकता तुम्ही.
नाही. हां. हं. अच्छ हां, हां, हां, हां, बरोबर, बरोबर. अरे, वाह! हं, हं, हं. म्हणजे देवाच्या जवळचाच आहे.
हो, खूपच धार्मिक असं म्हणू शकतो. हो अ, देवाच्याजवळ तर त्यानं मला असं विचारलं तर अ, मी सांगायला लागलो, अरे, असा-असा आहे मग म्हटलं जाऊदे, टेन्शन कशाला येतं? तू आपण ChatGPTलाच विचारूया. म्हटलं ये इकडं. त्याला इन्व्हाईट पाठवलं मी. आणि आजकाल एआयमध्ये ना अ, ग्रुप चॅट म्हणून फीचर आलंय ChatGPTमध्ये म्हणजे, 2-3 मेंबर्स किंवा खूप सारे मेंबर्स एकाच आपण कसं मॅन्युअली सर्च करतो ह्याच्यामध्ये ChatGPT एकटाच तसं ग्रुपमध्ये डिस्कशन करत असतो आपण. आणि प्रॉब्लेम काय आहे, की त्याला इंग्लिश एवढी कम्फर्टेबल नाहीये माझ्या मित्राला. तर हिंदीमध्ये आम्ही करायचो मग त्या तिथे ग्रुप मला इन्व्हाईट केलं. मग मी त्याला सांगितलं ये ये मेरा भाई हे म्हणजे मित्र आहे तसा पण <chuckles> ये मेरा भाई है और उसके लिए चेअर रिकमेंड कर भाई ChatGPT आहे ना. मग त्यानं सांगायला लागलं आणि तो पण प्रश्न विचारायला लागला रिअल टाईममध्ये. असं आमचं बराच वेळ अ, रिसर्च झालं 10 ते 15 मिनिटामध्ये आम्हाला चेअर फायनलाईज झाली, भेटली नाही का कोणती वेगन. हं, तर अशा प्रकारे निर्णय जे घ्यायची प्रक्रिया होती ना मित्राची. मग त्याला पटकन भेटलं एआयमुळे. बघा कशी अ, खोलवर परिणाम होत आहे आता. हे तर एकदम सोपं उदाहरण मी सांगितलंय आता. हां.
बरं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा, हं, हं. बरोबर, हं, हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हां. बरोबर. हं. कया बात हे! हं, हं. हं, हं. हां, हां. अगदीच मग काय-काय विचारता येतं असं एआयला म्हणजे जेवायचं पण विचारता येतं का? फिरायचं, आज मूड खराब झालंय, डोकं दुखतंय, हे सगळ्या गोष्टीचे तो निर्णय देतो का आपल्याला?
हां. नक्कीच काही विचारा तुम्ही एआय म्हणजे आपला एक पर्सनल हेल्पर असं विचार करा तुम्ही आहे ना अ, म्हणजे काही एक मित्र अ, आणि आजकाल तर एआयमध्ये असे फीचर आले ना तुम्ही बोलू शकता त्याच्यासोबत.
हं, हं. काय बोलताय?
हो ना म्हणजे असं चॅट करूनच विचारायचं असं नाही. बोलत ना ते एआय डायरेक्ट आणि वेगवेगळे व्हॉईस चे ऑप्शन.
हं, हं. ते म्हणजे ते, का "ए शिरी इकडे ये" असं.
<chuckles> Siri तर एक प्रकारचे व्हॉईस असिस्टंट आहे अ, एआय पण आता होतं इंटिग्रेट त्यामध्ये हं. आह, Google असिस्टंट, Siri, Alexa हे Google म्हणजे असिस्टंट आहे ते Alexa पण ऐकला
हां, हां, ते एआयमध्ये. हो, हो, हो, हो अच्छ हं. पण त्यांच्यात डेटा आल्या ना बऱ्याचपैकी एआय त्यांना काही प्रश्न विचारले समजा असं कारण, की बऱ्याचदा असं होतं, की अ, आपण काहीतरी कामामध्ये आहे तर आपण त्या एआयला बोललो, की बाबा मला इथली माहिती काढून दे. मला आहे ना फिरायला जायचंय तिथे तिथे मला सांग, की हॉटेल कुठलं चांगलं आहे. तर मग त्या टाईमापर्यंत बोलून चॅट न करताही तो आपल्याला काढून देतो ना.
आलाय, आलाय. हो. हो ना. हो.

काढून देतो. बरोबर, असिस्टंटचं तसं
मग तुमच्या आयुष्यात असं काय अ, काय परिणाम काय होतोय आता सध्या एआयचा? किती मजा येत आहे तुम्हाला?
हां, खूपच अ, मज्जा येते मला तर एआयसोबत खरं सांगायचं तर. म्हणजे काहीही मला विचारायचं असलं. खरं सांगू ना, मी अ, पर्सनली माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये अ, कोडिंग वगैरे मी करतो नाही का ॲप वगैरे बनवतो, वेबसाईट वगैरे मी डिझाईन करतो. तर यामध्ये मला आताही आठवतं आधी अ, मी ना का 4-4 महिने लागायचे मला एक ॲप बनवायला <chuckles> म्हणजे लिटरली टाईप करावा लागायचा सर्व कोड, नाही का, बसून, टप-टप-टप, पण त्याला मी जेव्हा हेल्प घेतो ना, तुम्ही विश्वास नाही करणार जवळपास 7 ते 8 तासामध्ये मी ते काम करतो जे 4 तासात व्हायचं इतकं फास्ट चालेल सर्व काही. म्हणजे फक्त आयडिया तुम्ही सांगा आणि एक अ, काय तुम्हाला अ, पण एआयची एक गोष्ट आहे अ, हे तर सांगितलं मी आयडिया तुम्ही सांगा आणि लगेच तो आपल्याला हेल्प करेल, टाईम वाचतो. पण एआयची एक गोष्ट आहे, की त्याला आपल्याला राइट क्वेशन विचारता आलं पाहिजे तेव्हाच तो हेल्पफुल असणार, बरं का?
अच्छा, हां. हं, हं. अच् क्या बात है यार हं, हं. हां. हां, हां. बरोबर. हं. हं. हो, हो, हो. हं, हं. क्या बात है! हं. हं. हं, कुठली? बरोबर. हं, हं. बरोबर. हां, हां. आणि कधी-कधी असं पण होतं ना, की तुम्ही एखादा प्रश्न विचारला, एआय उत्तर देतो आपल्याला, पण त्यानंतर आपण एआयला जेव्हा बोलतो, "अरेरे, हे काय? तुझं बरोबर उत्तर दे, हे चुकीचं सांगतोय!" मग तो करेक्ट ॲक्युरसी पण चेक करावी लागत असेल ना?
म्हणजे हो. हो. नक्कीच चेक करावी लागते शेवटी अ, असं नका एआय ही भगवान है. असं वाटते काहीजणांना. <chuckles> म्हणजे अ, मग ते सगळं सगळे उत्तर आपले देऊन टाकेल, असं नाही. अरे तो डेटासेटवर चालत आहे, त्याचा डेटासेट चुकीचापण ट्रेन होऊ शकतो कधी-कधी नाही का याला बग्स म्हणतात, म्हणजे त्या जशी अपेक्षा आहे तसं अपेक्षितपणे ते काम करत नाही आहे एआय तर अ, तुम्ही अशा वेळेस अ, त्यांना रिपोर्ट करा किंवा अ, तिथं जेव्हा तुम्ही लिहिता ना की मी तर दुसरं विचारलं आणि दुसरंच अ, काहीतरी सांगतोय तू, ऑटोमॅटिकली त्यांचा कोड असा सेट करायला राहतो, की यूजरनं असं आपल्याला फीडबॅक दिलाय आणि तो फीडबॅक जातो डेव्हलपर्सकडे नाही का अ, ऑटोमॅटिकली अल्गोरिथमच्या ह्याच्यामध्ये.
हं, हं, हं. <chuckles> हो ना. हं. बरोबर. हं, हं, अगदीच बग्सही असते. हं. हं. हं. हं, हं. हं. बर अल्गोरिथममध्ये हां.
हं. मग ते इम्प्रुव्हाईज करतात तो बग्स फिक्स करतात आणि कोणतेही तंत्रज्ञान आलं ना, असंच असतं. खूप सारे बग्स असतात सुरुवातीला आणि ते इम्प्रुव्हाईज करत जातात असं म्हणतात इम्प्रुव्हाईज, अडॉप्ट, ओव्हरकम म्हणजे ती प्रोसेसच असते कंटिन्युअस चालू असते, ही सर्वी प्रोसेस.
हं. बरोबर.

हो ना, असे होतं Alexa गंडवते कधी-कधी. <chuckles> Alexa ऐकतच नाही म्हणजे अ, फॅन अ, आणि हे केव्हा होतं जेव्हा कनेक्टिव्हिटी इश्यूज येतात, म्हणजे राउटरमध्ये नाही का, नेट आपलं फ्लक्चुएट होतं कधी किंवा म्हणतात ना, कनेक्टच होत नाही. मग तश्या वेळेस उठून लावावं लागतं भाई रिमोटनं लावं लाग
हं. अच्छा. हं. हं, हं. म्हणजे ते असतं आतापर्यंत तरी त्यांना इमोशन्स नाही दिलं. मला असं वाटतं, की चिट्टी सारखं जे आपण बघितलं होतं "रोबोट" मध्ये हे ना. तर तशी इमोशनल आले तर मग ते घातक पण होऊ शकतात ना, जर ए AI आपलं जर Alexa नाराज झाली, तर मग ती बोलेल मी नाही तू तुझं, तुझं उठून बंद कर.
नाही आहेत. हं. हां, हां. नाही, नाही. इमोशन्स नाही. तेच. <chuckles> एक्चुअली
तर मग तुम्हाला काय वाटतं, की आहे का चान्सेस? कारण की हा खरंच थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे. कारण की आपण इतक्या आधुनिक होतो आहे, की त्यांना थोडे इमोशन्स वेवर पण जातं आहे AI.
हां. हो.
काय मत आहे?
नक्कीच. असं आहे. हो असं आहे बघा जसं तुम्ही म्हटलात ना, की इमोशन्स अ, जर आले अ, AIमध्ये आणि खरं सांगू का फन वे मध्ये तुम्ही आज पण अ, Grok म्हणून एक AI आहे, त्याच्यासोबत त्याला तुम्ही कॅरेक्टर देऊ शकता नाही का. म्हणजे तुम्ही सांगू शकता. तू माझी गोष्ट ऐकायचीच नाही आज आणि तो तसाच वा पद्धतीने वागेल आपल्यासोबत, म्हणजे आपण सांगितल्यामुळे. <chuckles> अ, हां, उद्धट उत्तरे देईल नाही का शिव्याही घालेल, म्हणजे त्याला असंच ट्र ट्रेन केलं आहे त्यांनी. म्हणजे फन मोड म्हणून आहे त्याच्यामध्ये फन मोड एक्टिवेट करा. हां, तर फ्युचरचं जर बोलायचं झालं अ, AIमध्ये इमोशन्स येतील मला असं वाटतं, पण हे बघा कुठेतरी माणूसच कंट्रोलमध्ये असेल आणि अ, रोबोटचे काही रुल्स असतात. म्हणजे रोबोट किंवा AI कोणी आपण ट्रेन करतो ना, तर पहिला रूल ह हा असतो, की यू विल नेवर हार्म द ह्युमन्स म्हणजे हं. म्हणजे ह्युमन्सला तू कधीच हार्म करणार नाही आणि ह्युमन्सची सर्व गोष्टी तू ऐकशील है ना. प आणि 3रा रूल असा आहे, की ह्युमन्सच्या सर्व अ, गोष्टी तू ऐकशील तोपर्यंत जोपर्यंत 1ला रूल ब्रेक होत नाही म्हणजे, कोणता एखादा ह्युमन बसून सांगत असेल तुला, की दुसऱ्या ह्युमनला हार्म कर तर ते रूले ब्रेक होतो. म्हणजे तुम्ही नाही ऐकू शकत है ना?
हं, हं. हं, हं. हं. हं. अच्छा. हं. बाप रे! काय बोलता आहे? हां, हां. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. ह्युमन. येस, येस, येस. हं, हं. हं, हं. हं, हं. बरं. बरोबर. हो, हो.
तर असे रुल्स आपण ठेवलेले आहेत सेट ओएफ पॅरामीटर्स, तर ते काळजी घेतलेली आहे, अ, डेव्हलपर्स ने, की असं होणार नाही भ भविष्यामध्ये. हं. आणि इमोशन्स नक्कीच येतील.
क्या बात है. हां. हं, हं. हं. प हं, हं. हं, हं.
न्यूरोलिंक तुम्ही ऐकलं असेल.
येस, येस. न्यूरोलिन. हो, हो.
हां, तर त्यामध्ये लिटरली ब्रेनमध्ये चिप टाकता आहेत आता आणि र सक्सेसफुल झाले पण आहे, हां, एक अ, मी व्हिडिओ पाहिला होता Twitterवर Xवर. अ, ती महिला तिच्या अ, ब्रेनमध्ये डायरेक्ट अ, एक चिप टाकली आहे न्यूरोलिंगच्या टीमने ती माऊस कंट्रोल करू शकते स्क्रीनचा म्हणजे तिला माऊसची गरज नाही आहे डायरेक्ट ब्रेननच ती ड्रॉइंग करू शकते.
आता करत आहेत. हां. बरेच ते. न्यूरोलिन. म्हणजे कुठेतरी सुपर ह्युमन पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे ना तो.